अ, हो ना. मला अ, एक प्रसंग आठवतोय की अ, मला ट्रेनिंगला अ, इथं बोलावलेलं, बंगलोरला बोलावलेलं. अ, मला वाटतंय ते 1-2 आठवड्याचं ते ट्रेनिंग होतं. आणि माझी जी मुलगी आहे ना, ती खूप छोटी आहे. अ, तर मला ते एक टेन्शन होतं की अ, काय करू? जाऊ की नको जाऊ? तर माझ्या घरच्यानी तर मला सपोर्ट केला. तर मला जायचं होतं. माझी तर इच्छा होतीच. तर ते डेफिनिटली मला ते अ, बोलले की तू जा, मी. आम्ही तिची अ, काळजीही घेतो. तर मी अ
हं, हं. बरं. हां, हां. अच्छा. हं, हं. बरं. हं. हं, हं. काळजी घेऊ. पण शेवटी बाळ लहान असल्यामुळे तुमच्या मनात कुठेतरी असेल की, जाऊ नकोसं. हं, हं.
हां. कुठेतरी ते होतंच की ती चलबिचल होती. काय करू? जाऊ का नको जाऊ? पण माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला आणि ते बोलले तू जा. तर अ, मग मी 2 आठवड्याचा तिकडे ट्रेनिंग हे जेव्हा करून जेव्हा मी परतले ना, तेव्हा तिची ओढ जी आहे ना माझ्याकडे कमी झाली होती, हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे तिला माझ्याजवळ झोपच लागत नव्हती. तिला आजी आजी जवळच जायचं आहे, आजी जवळच झोपायचंय किंवा आजीच्या हातचं हातनंच खायचे तिला. हे मला लक्षात आलं, आणि मला असं वाटलं कुठेतरी त्याला मीच कारणीभूत आहे हां. ज्या जेव्हा तिला माझी गरज होती ना, तेव्हा मी तिला तो वेळ दिला नाही. मी तिच्यापेक्षा जास्त माझं जे काम आहे, माझं ट्रेनिंग आहे प्राधान्य दिलं आणि आता ती माझ्यापासून खरंच दुरवली आहे. हे मला असं जाणवलं.
हं, हं. हां. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. बरं. हां. हं. बरोबर. हं. हं. कारणीभूत आहे. हं. हं. कामाला प्राधान्य दिलं. हं. हं.

आणि मग अं एक अ, काय असतं ना. की तुम्ही जास्त रीड करू शकाल एक महिला म्हणून, की काम आपलं काम तसं 8 तासाचं असतं.
हं, हं. हं, हं.
पण मग त्याच्याबद्दलचे विचार तर आपले सतत चालू असतात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. एक वर्किंग लोड असतो म्हणा किंवा ऑफिसमधलं वातावरण असतं. तर मग हे विचार बाजूला सोडून आपल्या फॅमिलीला परत कनेक्ट कसं आपण केलं पाहिजे?
हं. हं, हं, हं. हो, हो. हं. नक्कीच. अ, कधी-कधी असं होतं ना, की आपल्या अ, ऑफिसमध्ये आहे ना खूप असा कामाचा लोड असतो, टार्गेट्स असतात, स्ट्रेस असतो, भीती असते, टार्गेट्स होतील की नाही होणार ते टेन्शन असते. आणि मग मी काय करते, की मी पहिली चूक करत होती की जसं कामावरून उठले, की पळाले मी किचनमध्ये. आणि मग ते काय होतं ना, की मग त्या गोष्टीचा राग जो आहे तो कुणावर तरी काढायचा. किंवा सारखं त्या गोष्टी माझ्या डोक्यात राहायच्या ना तर समोरचा व्यक्ती काय बोलतोय, हे मी ऐकायची पण ते अ, म्हणतात ना की मला काही कळायचंच नाही मी त्यात कामातच हरवून गेल्यासारखी किंवा आपण कधी-कधी समोरचा व्यक्ती आपल्याला एक बोलतोय, आपण दुसरंच काहीतरी लक्षच नव्हतं, लक्षच नाही लागत. तर तसं माझ्याबरोबर होत होतं. आणि मग मला हे अ, जाणवलं की का होतंय? कशामुळे होतंय? मग आता मी काय करते की माझं जेव्हा ऑफिस संपतं ना, मी लगेच अशी पळत नाही लगेच किचनमध्ये पळत नाही. मी थोडं एका जागेवर बसते, 5 मिनिटं शांत बसते किंवा कधीतरी असे डोळे बंद करून बसते, स्मूथ गाणे ऐकते, नॉर्मल करते मी स्वतःला. आणि मग तर जाऊन मी अ, किचनमध्ये माझे जे स्वयंपाक आहे ना ते करू लागते. त्याने काय होतं ना की माझा जो ताण आहे त्या 5 मिनिटाच्या ब्रेकमुळे माझा जो स्ट्रेस आहे, तो जातो किंवा ताण कमी होतो आणि मला कळतं की मी आता ऑफ
हं. होतील का नाही बरोबर. हं. हं. अच्छा. <chuckles> हं, हं, हं. बरोबर. हं. हं. कळायचं. हं. हं, हं. हं. हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा. हां, हां, हां. बरं, बरं. हं. अच्छा. हां, हां. हं, हं. हं, हं. हं, हं. किंवा आपण असं म्हणतो ना की स्विच ऑन, स्विच ऑफ तर ते करायला थोडा वेळ मिळतो.
हां.